हो आमच्या घरी असं झालं नाही, कारण आम्ही कारण खा जेवणाची गरज तर सगळ्यांनाच असते. आता आणि खास करून जेव्हा आपल्या घरात मुलं असतात, तेव्हा तर आपल्याला आपला सगळा कंटाळ बाजूला ठेवून घरात स्वयंपाक नेहमी करायलाच लागतो. तर आता ह्याच्यात आम्ही असे बरेच पदार्थ कारण आता हे रोजचं जेवण आहे दोघंही नवरा-बायको नोकरी करतात. तर इतकं तर सोपं नाहीये. तर त्यासाठी आम्ही बऱ्याच अशा शॉर्टकट रेसिपीज नाही म्हणता येणार, पण काही-काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करता येतात. आता आता तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आम्ही फ्रिजमध्ये नेहमी डोश्याचं पीठ आणि इडलीच पीठ हे कायमच असतं. तर पटकन सकाळी नाश्त्याला गरम-गरम इडल्या करता येतात किंवा डोसा करता येतात आणि ते होतात पटपट या गोष्टी व्हायला वेळ नाही लागत. सांबार आम्ही करून फ्रिजमध्ये नेहमी ठेवतो. म्हणजे जेव्हा खायचं असेल गरम करून खा. तर मग असं अशा आम्ही काय-काय गोष्टी केल्या एक दिवस आहे पास्ताचा, तर त्या दिवशी आम्ही छान भाज्या, मुशरूम वगैरे टाकून पास्ता करतो. कधी ब्रेड खातो, एक दिवस आम्ही ब्रेडसाठी ठेवलंय त्या दिवशी आम्ही ब्रेड खातो. तर होतं कसं की अ, घरी आपण जेवतोय वेळपत्रक बनवतोय. पण त्यात जर थोडीशी रुची आपण घातली तर मग ती आपल्याला खायला ही बरी वाटते. आणि बनवायलाही जास्त त्रास होत नाही आणि सारखं-सारखं बाहेरच खाण्याचा मोह ही आपल्याला आवरता येतो.
हं. अच्छा. हो ना. हं. हो. हं. अगदी बरोबर. हां. हो ना. हं. हं, हं, हं, ओह! नाईस. हं. हो ना. हं. ओके. हं. हां. हं. वॉव! हं. हां. हं. हो ना, ते तर आहेच. बरोबर पण अ, खूप वेळेला काय होतं माहितीये का खूप ठिकाणी म्हणजे इतरही कुटुंबांमध्ये जेव्हा दैनंदिन मेनू ठरवला जातो, तेव्हा सगळ्यांच्या आवडी-निवडी असतील म्हणा किंवा पौष्टिकता असेल म्हणा किंवा वेळ आणि बजेट ह्यांचाही विचार केला जातो. तर तुमच्याकडे या गोष्टींचा विचार केला गेला का ओ?
हो. हो. हो. अगदीच, अगदीच.

अगदीच केला ना. म्हणजे आम्ही पण सर्वसामान्य लोकंच आहोत. तर आपलं बजेट म्हणजे ठरलेलं असतं, महिन्याचा आपण किती खर्च करतो किचनमध्ये. तर ते आम्ही ठरलं होतं तर आम्ही बघतो. म्हणजे कारण आपण साधारण आम्ही जो मेनू ठेवला तर तो जे रोज आपण घरात नाही तरी करायचो तोच मेनू होता, असं वेगळं आम्ही काही त्याच्यात टाकलं नाही. तर म्हणून बजेटचा आम्हाला कधी एवढा त्रास जाणवला नाही, कारण तसंच चालू होतं आणि तसचं चालत राहिलं. पण क कारण कारण रविवारी आम्हाला दोघांना वेळ मिळायचा मला आणि माझ्या बायकोला शनिवारी पण होता. शनिवार-रविवार दोन्ही दिवस सुट्टी असते. पण आम्ही दोघांपैकी एक दिवस आम्ही आराम करतो आणि एक जो दिवस आम्ही ठरवतो, त्याच्यात आम्ही आठवड्याभरची तयारी करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की जे इडलीचं, डोश्याचं पीठ असतं ते माझी बायको दळून आणते बाहेरनं आम्ही रेडीमेड घेत नाही.
हं. हो, हो. हं. हं, हं, हं. हो ना. हं. हं. हं, हं, हं. अच्छा. हां. हं. ओके. ओह! हं. हां, हां, हां, हां. अच्छा. ओके. हं, हं, हं.
तर सांबार बनवणं का कधी-कधी थोडीशी पावभाजी आम्ही बनवून ठेवतो म्हणजे ती ब्रेडला लावून त्याचे सँडविच करता येतात. तर असे आम्ही बरेच असे प्रयोग छोटे-मोठे करत राहतो. आता हे बघा बोर्डवर जे लिहिलंय ते म्हणजे आम्ही पाळतो. पण बोर्डवर जर ब्रेड लिहिली असेल तर आपण त्या ब्रेडमध्ये बऱ्याच काही गोष्टी टाकू शकतो. हं. हो, तर ब्रेड म्हणजे ब्रेड नसते. तर बघतो आम्ही बऱ्याच वेळा बटाट्याची भाजी असली तर छान बटाट्याचे सँडविच करतो चीज वगैरे टाकून, मग असे प्रयोग आम्ही करत राहतो.
अरे वाह! हां ना. हं. छान. हं, हं. हं. हो ना. बरोबर आहे. हं. हां. हां.